हो, टु स्टेप ऑथेंटिफिकेशनमध्ये कसं असतं ना, की पहिली स्टेप असते, की आपण आपला पासवर्ड टाकायचा.
अच्छा.
बरोबर. आणि सेकंड स्टेप असते, की जर त्यांनी पर अ, म्हणजे राइट पासवर्ड टाकलेला असेल, तर तुमच्या इमेल आयडीवरती, तुम्ही ज्या डिव्हाइसला लॉगिन असाल, बरोबर. त्या डिव्हाइसला मेसेज येतो, की तुम्हीच हा व्यक्ती आहेत का? आणि तुम्हाला तिथे येस ओर नो हे टॅप करायचं असतं. मग
हां. हं. हां, अच्छा. अच्छा, अच्छा. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने काय केलं, ज्याच्याकडे तो डिव्हाइसच नाहीये, तो त लॉगिनचं करू शकणार नाही. बरोबर?
हो. नाही, मग तुमच्या परमिशनच्या बिना तो लॉगिनच नाही करू शकणार ना, त्या त्या अकाउंटला, म्हणजेच जरी त्याला राइट पासवर्ड भेटला, पण तरी तो तो लॉगिन नाही करू शकत आहे, कारण की तुम्ही त्याची अ
अच्छा. मस्त आहे हे. हां.
ऑथेंटिकेशन ऑथेंटिफिकेशन, त्याला केलंच नाही, अन हो.
सेकंड स्टेप करू शकत नाही, तिथे अडकणार माणूस.
ब हो, तर त्यामुळे आपण आहे ना, असं असे 2 स्टेप ऑथेंटिफिकेशन लावून ठेवले पाहिजेल, त्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेल, की आपण वारंवार पासवर्ड बदलत राहायला हवं, की काहीतरी अन हो.
पासवर्ड बदलत राहायचो. एवढे पासवर्ड होतात ना, की लक्षातच राहत नाही, मग पासवर्ड <chuckles> त्यातही बदलायचं.
बघा ना, तुम बघा, कसं असतं, की आपण काय आहे वर्ष 2 वर्ष तरी कुठला ना कुठलं, म्हणजे आपण 10-10 वर्षापासून आपली एकच पासवर्ड आहे, तर काही लोकं, जे आपल्यासोबत असतात, त्यांना प्रेडिक्ट करणं आहे ना, खूप सोपं असत होऊन जातं त्या टायमाला. मग त्या टायमाला, जर त्या टायमाला आपल्याला सायबर फ्रॉडपासून वाचायचं असेल, आपली गोपनीयता मेंटेन करून ठेवली पाहिजे. त्याच्यापासनं जर वाचायचं असेल ना, तर आपण
हो. <chuckles> हां.